असं म्हणतात, की पाणी हे जीवन आहे. तर पाण्याच्या विविध चक्राबद्दल ज्या पद्धती आहेत किंवा असं म्हणतात ना, ज्या स्टेप्स आहेत. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?
हो. आपण शाळेमध्ये पण आहे ना अ, एक्सपेरिमेंट करतो ना. आपल्याला शिकवलं जातं, की हे मी एक्सपेरिमेंट शाळेच्या लॅबमध्ये पण केलं होतं. आणि आपण हे अ, निसर्गामध्ये नेहमीच बघतो, की आधी पाऊस पडतो आणि पाऊस सगळीकडे पडतो, बरोबर. आणि जिथे-जिथे पडतो तिथे स कद जो समुद्राला जाऊन मिळतं. आणि जे जमिनीवरचं आहे किंवा इतर ठिकाणी आहे, सगळीकडे उन्हामुळे ते वाफा होतात. जे बऱ्यापैकी त्यांचं वाफा तयार होतात आणि वाफ झाले की ते वर-वर जातं. आणि मग त्याचं ढग बनतात. म्हणजे जसं थंडी वगैरे होते. त्यानी मग ते थोडंसं अ, एकत्र येतात. मग ते ढग, पाण्याचे ढग वगैरे बनतात. आणि मग जेव्हा ढग एकमेकांना आपटतात, त्यातले पाणी मग पाऊस म्हणून परत जमिनीवर येतं.
हो, हो. हं. बरोबर. हं. हंम्म. हां, हां. अगदी, अगदी. अगदी, अगदी. किती छान, सोप्या शब्दात तुम्ही हे समजावून सांगितलंत, की पूर्ण पाण्याचं जे आपलं चक्र आहे आणि ते कसं चालतं. आणि जे पाणी आपण पण बघा ना, आज आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बघतो, की अ, म्हणजे आपण अ, स्वयंपाकघरात आता बघा, भांड्यावरची जी वाफ आहे, पावसाळ्यातली ही एक टाकी किंवा तळं. असं ह्या म्हणजे म्हणजे मला असं
हो. हो, हो. म्हणजे आपण जे गरम पाणी के करतो ना, ते थोड्या वेळाने असं त्याच्यावरती आपण अ, प्लेट ठेवली आणि थोड्या वेळानंतर वातावरणामुळे ते अ, गार होतं. थंड होतं. तर ते वरच्या प्लेटवरती सुद्धा ते आतल्या बाजूला त्याचे दव सारखे बिंदू दिसतात. म्हणजे ते काय एक प्रकाऱ्
हं, हं. हं. हो, हो. म्हणजे तुम्ही दूध जरी गरम केलं ना, तर बघा त्या दुधाच्या वाफेने आपण त्याच्यावर एखादं ताट ठेवतो नाही का? तर त्या ताटाला ते सगळे दवबिंदू चिकटलेले असतात बघा.
हं, हं. हं. हां. हो. म्हणजे कुठलेही गरम होतं ना, आता गरमी येते आधी. मग गरमीमध्ये हे सगळं जिथे-जिथे पाणी ओपन आहे, वरती आहे, ते सगळ्या पाण्याची वाफ बनत असते. एरवी सुद्धा वाफ बनत असते. आणि मग ते हळू-हळू वरती जातं. मग जसं थंडी येते, या वाफाचं जसं गारवाचं रूप म्हणजे गारव्यामुळे, हे जे ढग बनतात. पाण्याचे ढग बनतात. ते एकमेकांना टक्कर मारतात. म्हणजे बघा काळे ढग असतात ना, त्यात पाणी असतं.
हं, हं. बरोबर. हं. हो, हो. हो, हो. अगदी तुम्ही मघाशी सांगितलंच तसं की जो तो क्रम आहे, ते तशाप्रकारे मग ते होत जातं. पण बघा असं म्हणतात, की पाणी जीवन आहे. पाण्याशिवाय आपलं काहीच होणार नाही. पण आता जर तुम्ही बघाल ना आजूबाजूला, तर इतकं प्रदूषण आणि बघा, शहरीकरण होत चाललंय आणि पाण्याचा खूप लोकं अपव्यय करतात बघा. म्हणजे आहे आणि त्याचं म्हणतात ना, मिळतंय आणि मग तिथे किती अपव्यय करायचा, नाही करायचा. ते पाणी व्यवस्थित वापरायचं नाही. याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही?
हो. हं. हं, हं. हो. जिथे अ, हे म्हणतो ना काय म्हणतात त्याला? अ, पाण्याची कमतरता होते. अ, जमिनी सुकतात, काय म्हणतात त्याला दुष्काळचा भाग असतो. तर तिकडे तिकडच्या लोकांची, अ, परिस्थिती बघितली त्यासारखं 1 दिवस जरी राहिलात ना, तर परत कधी नळ असा मोकळा कधीच सोडणार नाही. आपल्याला कसं होतं, नळ सोडला की अ, धो-धो आपला काय म्हणतात ना, पाऊस जसा धो-धो आहे. तसा नळ एकदम मोकळा सोडला, की हातात पाणी एवढं असतं, एवढं येतं, की आपल्याला त्याचं काय अ, किंमतच उरत नाही. कारण की आपल्याला त्याची, का कारण की ते एक-एक बिंदू मिळवण्यासाठी लोकं एवढे कष्ट करतात बाहेर. कोपऱ्या, कोपऱ्या जिथे दुष्काळाचा एरिया आहे. मग आपल्याला त्याचं अ, जाणीव होत नाही. की एवढं काम म्हणजे अ, गाडी धुवायला, बादलीनी धुतलं की 2 बादल्यात काम होईल. पण नाही नळ लावला पाहिजे आणि नळाने धुतली पाहिजे.
हं. दुष्काळ. अगदी-अगदी. हो, हो. हां. हं. कदर नाही आहे त्या पाण्याची हो. बरोबर. पाईप. पाईपनी अगदी, ती गाडी धुतली जातेय.
हां, मग त्यांनी मग त्यांनी वरची अर्धी टाकी संपली तरी चालेल गाडी महत्वाची.
चालेल.
तर उद्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आल्यावर परत घाण होणारच आहे ना? काय त्याला एवढं हे करायचं कळत नाही. म्हणजे पाण्याची किमत हे नाहीये ना पाण्यामुळे तेवढं वणवण करावं लागलं नाही म्हणून हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे भले आपल्याला त्रास होत नाही, पण आपण जर त्याला अ, वाचवू शकलो, कारण ही पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. पाऊस एखाद्या वेळेस कमी पडला अ, जेवढा झाला असतो अ, दर वेळेला होतो, तेवढा झाला नाही, तर आपले पण मग उन्हाळ्याच्या दिवशी मग बघा टंचाई होते. आणि ते सुद्धा आपल्याला झेपत नाही. "अरे! असं कसं पाणी, असं झालं वगैरे." जे
अगदी, अगदी. हं. बरोबर. अगदी. खूप-खूप टंचाई होती आणि जसं न बघा ना, आता तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात. आहे म्हणून आपण पाणी खर्च करतो. पण असेही कितीतरी शहरं आहेत किंवा महाराष्ट्रामध्येही जसं तुम्ही म्हणालात की दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. आपल्या भारतातील जो शेतकरी आहे त्याची कितीतरी वेळा शेती ही पावसावर अवलंबून असते बघा. आणि
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हो सगळ्यांकडेच काय ते पाण्याचं सोय नसते. बोर नसते, काही नसते. सगळे पाण्यावरच सगळ्यांचं असतं बऱ्याचपैकी.
हो ना. मग अशावेळी आपण हे जे आपल्या हस्तक्षेपामुळे, हे चक्र बदलत चाललंय. आपण त्याच्यावर प्रदूषण आणि म्हणतात ना, जे केमिकल्स आता कितीतरी जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे. ते त्या पाण्यामध्ये जातं, नदीच्या पाण्यामध्ये जातं, ते पूर्ण पाणी खराब होतं. आणि त्याचा निचराही किंवा म्हणतात ना त्याचं शुद्धीकरणही लोकं करत नाहीत.
हो. हो. प्रयत्नही करत नाही, कारण की अजून त्याचा काही प्रकोप झाला नाही ना. म्हणजे कसं आहे ना, जो पर्यंत एकदम नाकाशी, तोंडाशी येत नाही. तोपर्यंत अ, कोण हातपाय हलवायलाच मागत नाही ना हां. तर हां प्रॉब्लेम आहे माणसाचा, माणूस म्ह कसा आहे ना. त्याला जोपर्यंत त्रास होत नाही, स्वतःला जोपर्यंत त्याच्या, तो बुडत नाही तोपर्यंत त्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी केलं पाहिजे.
प्रयत्नही करत हं. बरोबर. वाह! वाह! अगदी, अगदी.
अ, आपण दुसऱ्यांना त्रास होतो त्यातून एक्चुअली शिकायला पाहिजे. म्हणजे तो त्रास आपल्याला पण येणार नाही. आणि आपल्याच पुढच्या पिढीला सुद्धा, येणाऱ्या अनेक पिढ्यांना, त्याचा फायदा होऊ शकतो. जर आपण त्याच्यातून काहीतरी उपाय आत्ता काढला तर नाही.
हो, हो. हां. पण आता बघा ना, या गेल्या यंदा या वर्षीच, पाऊस 6 म्हणे महिने सतत पडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जी पिकं लावलेली आहेत. त्याच्यावर परत पावसाचा वर्षाव झाला, कितीतरी वेळा लागवड करतात. सगळं नुकसान होतं नाही का? त्यांना जो बाजारभाव आहे तो मिळत नाही. आणि बघा हे जे चक्र आहे ना, आता म्हणजे डिसेंबर मध्येही पाऊस पडायला लागलाय.
नुकसान होतं ते. हां. हो, हो. बरोबर.
म्हणजे जे आपले 3 ऋतू होते, ते व्यवस्थित
हां. हो. म्हणजे एक काहीतरी कारण की पीक लावणं काही सोपं खाऊ गोष्टी नाही आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये कसं इन्शुरन्स वगैरे असतं. तसं ह्यांना, तेवढं नाही आहे हो. त्याचं काही हो. मग त्यांचं सगळं हे
हो ना. शेतकऱ्यांना काहीच नाही मिळत. मग असं काय सांगाल तुम्ही, की आपण कुठचे, कुठचे उपाय केले पाहिजेत, की ज्याच्याप्रमाणे आपण पाण्या म्हणजे पाण्याचं जे हे चक्र आहे आणि ह्या चक्रांवर हे ऋतू अवलंबून आहेत, ऋतूंप्रमाणे शेतकरी आहेत, त्यांचं पूर्ण जीवन आहे. असं आपण काय उपाययोजना केली पाहिजे, की आपण कमीत कमी प्रदूषण करू? किंवा जे शहरीकरण होत चालल आहे, जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे. त्याच्यामुळे या पाड अ, म्हणतात ना की या पाण्यावर परिणाम होत आहेत. तर काय सांगताल सांगता येईल तुम्हाला?
ते, हे जे ऋतू वेग होय, आपल्याला त्याचं, चक्र न बदलावे म्हणून म्हणजे जसं सुरळीत चालावे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे निसर्गामध्ये, झाडं कमी होत चालली आहेत. आपण ते तुम्ही जसं म्हणालात शहरीकरण होत आहे. जे काय सगळीकडे सिमेंटच्या गाद्या बसत आहेत. रस्ते सिमेंट, हे सिमेंटचं.
हं. बरोबर. हो, हो. अतिक्रमण नाही का. शहरामध्ये किती अतिक्रमण करतात. ते त्यांनी ते
हो. आणि मग पाऊस पडला तर पाणी जाणार कुठे? गटारं पण भरलेली आहे आणि मग नंतर मग होतात मग 26 तारखेसारख्या गोष्टी. भरली, गेली मुंबई पाण्याखाली, गेली पूर्ण सिटी अख्खी पाण्याखाली. मग मरतात थोडे-फार माणसं.
हो, पाण्यातून इतका कचरा हो. हो. खरंच बघा ना, की किती विदारक दृष्ट झालं होतं ते. तुम्ही जो हा 26 जुलैचा ही आठवण तुम्ही सांगितलीत आणि ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे तर माणूस. आणि त्याची ही एक प्रवृत्ती की बाबा मला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. मग बाकी जो समाज आहे किंवा हा जो निसर्ग आ, हे त्याच्याशी हे खेळ मांडलाय. असं म्हणायला कदाचित हरकत नाही. पण मग तुम्ही आता जी लहान-लहान मुलं आहेत, त्यांना हे जे पाण्याचं चक्र आहे आणि किंवा असं म्हणतो ना, की पाणी व्यवस्थितपणे कसं वापरता येईल किंवा त्यांना समजण्यासाठी, की जेव्हा आपण लहान मुलांना सांगतो की बाबा अशाप्रकारे आपण आधी जसं तुम्ही सुरुवातीला पाण्याचं चक्र सांगितलंत. तर लहान मुलांना समजण्यासाठी कोणत्या सोप्या भाषेत सांगू शकता तुम्ही?
थोडे दिवस. हो. हं. हं, हं. अ, उपाय म्हणताय ना तुम्ही?
हं.
उपाय म्हणजे, पाणी अ, सहज मिळतं म्हणून त्याची कदर होत नाही आणि मग तर कशी आपण जे करतो ते ते करणार. म्हणून आपण जर पाणी एकदम काहीतरी अ, काय म्हणतो ना अ, दुर्मिळ आहेत म्हणजे वाया घालवत नाहीत त्याला एवढं वाचवतोय. जर आपण एखादी गोष्ट कष्टाने केली ना, तर मग ती सवय त्यांच्यामध्ये येणार. आपणच पाण्याची पाणी, बादल्याची बादलीच्या बादली आपण असेच ओततोय, अ, सरळ काय म्हणतात ना, म्हणजे जिथे 1 बादलीने काम होणार तिथे उगाच 2 बादल्या वापरतोय, नळ चांगले उघडून ठेवतोय. अंघोळ करताना पण शॉवर वगैरे चांगली गोष्ट आहे कधीतरी एखाद्यावेळी केली. पण आपल्या एका बादलीत अंघोळ होते ना? कधीतरी मस्तीमध्ये एखांद्या वेळेस केलं तर काय हरकत नाही. होळीमध्ये वगैरे मजा केली तर हरकत नाही. पण रोजच्या जीवनामध्ये त्याची एवढी काळजी घेतली पाहिजे म्हणजे जसं आपण म्हणतो ना तेल, पाणी जसं तेल जसं महत्वाचं आहे म्हणजे अ, एक्सपेन्सिव्ह आहे काय म्हणतो, महाग आहे. तसं पाण्याला, हात फ्रीमध्ये येतंय ना घरामध्ये त्याचं काय मीटर चालू होत नाही. त्याची वेळ येई येईपर्यंत वाट बघायची का आपण? नाही. मग त्यांना त्याचं अ, आपल्या एक्शनने त्यांना दाखवलं, की नाही, भले त्याचं काही बिल येत नसेल, पण ते महत्वाचं आहे, त्याला जपलं पाहिजे. असं आपण म्हणतो ना एक संस्कार असतात ना. ते अंगात अंगात त्याची सवय झाली पाहिजे की हे खूप महत्वाची गोष्ट आहे हां.
हं. वाया घालवणं. हं, हं. बरोबर. शॉवर हो सतत चालू. हं. अगदी. महत्व हो, बरोबर. महत्त्व पटवून दिलं पाहिजे, जाणीव. अगदी, अगदी. आणि कदाचित ना काहीतरी 2-3 प्रॅक्टिकल उपाय केले पाहिजेत, की 1 च. बादली द्यायची आणि या बादलीतच तू अंघोळ केली पाहिजेस.
हो. <chuckles> कधीतरी चालेल, म्हणजे असं नाही म्हणत आहे, की करायचंच नाही, मजा करायची नाही. करायची, पण रोज नाही, म्हणजे रोज वाया नाही घालवायचं मग त्याला मजा नाही म्हणता येणार ना? मजा कधीतरी करतो ना आपण, एकदा वगैरे. मग कधीतरी असं आपण टब मध्ये वगैरे कधीतरी मस्ती केली किंवा क पूल वगैरे मध्ये आपण जातो वगैरे, ते कधीतरी केलं तर ठीक आहे गंमत-जंमत म्हणून. पण रोजच्या लाईफमध्ये जे आपण वापर आहे ना त्याचा व्यवस्थित केलाच पाहिजे. नाहीतर कधीतरी आपल्यालाही पाण्यासाठी ती लोकं जसे किलोमीटर-किलोमीटर फिरतात, तसे आपल्यालाही फिरावं लागेल. मी असंही ऐकलंय, काही देशांमध्ये तर पाणी विकत घ्यावं लागतं. मी असंही ऐकलंय की काही देशांमध्ये पाणी मिळत नाही तर समुद्राचं पाणी आपल्याला कसं वापरता येईल ह्याच्यावरती संशोधन चालू आहे हां. ते एवढी बिकट परिस्थिती बाहेर आहे. आपल्याकडे आपल्या दारात येतंय म्हणून त्याची किंमत नाही, असं करू नका. त्याचा व्यवस्थित वापर करा.
1 च. हं, हं. बरोबर. हं, हं. हो, हो. हो, हो. प्रयोग चालू हो, हो. हं. खरंच, खरंच. खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही आज. त्या पाण्याच्या चक्राबद्दल ते कसं असतं, कसं चालतं आणि पाऊस, पाणी ह्याच्यावर आपलं पुर्ण म्हणतात ना की आयुष्य अवलंबून आहे. आणि छोट्या-छोट्या टिप्स जसं तुम्ही दिल्या आणि लहान मुलांना आपण कसं त्याच्यातून एक संबोधन करू शकतो त्यांच्याशी आणि त्यांचं प्रबोधनही करू शकतो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप मजा आली बोलून.
धन्यवाद.
धन्यवाद.